हां. आता ती जुनी झालीये. आणि मग आता मी काय करते आता पण माझा कंटिन्यू पफ असतो. एक म्हणता येईल, की माझं वळणच तसं पडलं म्हणून.
बरोबर. अरे वाह! म्हणजे एक तुमच्या बहिणीच्या लग्नापासून तुमच्या स्टाईलमध्ये एक छान तुम्ही बदल घडवून आणलात, स्पेशली मेकअपमध्ये आणि आता लग्नानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदीच जास्त सपोर्ट तुमच्या आहोंनी सुद्धा दिलेला आहे.
हां. हो. हो, नक्कीच.
तर मग ह्याच्यामध्ये आहोंचं काय मत असतं? किती म्हणजे त्यांना आवडतं का असं स्टायलिश एकदमच रहा तू नेहमी किंवा असं जसं तुम्ही म्हणालात तुम्हाला आलिया भट्टचे वगैरे आवडतात. तर, "तशा कधी स्टाईल वगैरे कर" असं कधी टिप्स त्यांनी दिल्यात का हो?
हो. हां, हां, हां. अ, हो टिप तर ते भरपूर देतात, सपोर्ट पण खूप करतात. ते म्हणतात, "तुला आवडतं ना तू कर." म्हणजे कसं आहे आपण म्हणतो ना की पहिलं नाही ते आता म्हणजे अ, काळानुसार ते पण बदलतायत, त्यांचे विचार बदलतायत, त्यांचं वागणं बदलतं आहे. तर मला असं म्हणाय म्हणजे खूप सपोर्ट करतात. ते खूप म्हणजे चांगलं बोलतात वगैरे, तुला जसं करायचंय तसं कर, तु मी आहे तुझ्या मागे म्हणजे असं फुल सपोर्ट असतो त्यांचा मला.

अरे वाह! पण मग हे सगळं करताना, आता लग्नानंतर तुम्ही म्हणताय जेव्हा तुम्ही हे करता, मग तुमचा खर्च किंवा तुमचं बजेट आहे त्याचा टाईम आहे. ह्याच्यामध्ये शॉपिंग तर हा खूप महत्वाचा भाग आहे, जेव्हा आपण स्टाईल मेंटेन करतो तेव्हा. तर मग हे बजेट आणि टाईम ह्याचा कसा तुम्ही समतोल साधता?
हां. हो. अ, समतोल म्हणायला गेलं ना तर मी काय करते माहिती आहे का? अ, जर म्हणजे कुठं कामानिमित्त जर आपण बाहेर गेलो, तर मी त्या कामातलं काम करते. एखादी गोष्ट मला पाहिजे आणि ती जर तिथं भेटून गेली, तर मी लगेच घेऊन टाकते आणि त्यात जर ती बजेटमध्ये असली तर ती मी लशे अं, थांब म्हणजे वाटच नाही बघत मी की हां ठीक आहे आपण नंतर येऊ, मग घेऊ की मी ती लगेच घेऊन टाकते. आणि टाईमाची जर अ, बचत करायची म्हटलं, तर अ, जसं आता ऑनलाईन शॉपिंग वगैरे निघलं जसं Flipkart आहे, Amazon आहे, Meesho आहे, Meeshoवर बघा ना पण किती छान-छान रिव्ह्यूज येतात ड्रेस वगैरे किती छान म्हणजे प्रॉडक्ट्स त्याच्यावर आहे. आणि Amazon झालं. तसं Amazon हो, ऑनलाईन अ, प्रॉडक्ट्स अ, घेते, मी ऑनलाईननं शॉपिंग करते मीच म्हणजे आपल्या टाईमाची पण बचत होती डबल घरा हां, वेळ वाचतो.
बरोबर. अरे वाह! अरे वाह! हो. बरोबर. बरोबर. म्हणजे ऑनलाईन वेळ वाचतो, बरोबर. पण खर्चाचं गणित कसं मांडता मग आता लग्नानंतर?
खर्चाचं गणित अ, मी काय करते माहिती आहे का? अ, म्हणजे आमचं डेलीचं जे रुटीन आहे, म्हणजे आमचं डेलीचं मंथली जे रुटीन आहे ना, ते सगळं व्यवस्थित आमचं तेवढ्या-तेवढ्या पैशात होतं. पण अ, अ, जे अ, काय म्हणतात एक्स्ट्रा काम केलेले, एक्स्ट्रा पैसे जे असतात आपण म्हणतो त्याला सेव्हिंग, तर मी काय करते थोडंसं म्हणजे अ, मंथली नाही आपलं शॉपिंग वगैरे करत. मी असं शॉपिंग करते ना की जे मला पुढे 5 ते 6 महिन्यापर्यंत काम येईल.
बरोबर. बरोबर. बरोबर. अच्छा.
म्हणजे आपल्या टाईमाची पण बचत होते, कामाची पण होते, त्याच्यानंतर आपल्याला बाहेर पण जावं लागत नाही. आणि ऑनलाईन शॉपिंग मी खरं सांगते ऑनलाईन शॉपिंग हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण ब्रँडेड पण वस्तू आपल्याला घरी भेटू लागल्यात आता.
बरोबर. पण मग असं कधी झालंय का की आता अं, आ, जसा बराचसा ट्रेंड आहे, की पैठणी साडीचा वन पीस तयार करतात.

हां, हां, हां, हां.
हां, तर मी त्याची ॲड बघितली. तर अ, मला ते म्हणजे इतकं घ्यावसं वाटलं म्हणजे त्यानी काम बघा ना आपलं किती सोपं होतं आपण म्हणजे ऑफिसमध्ये जावा किंवा मग आपण काही लग्न असो काहीही असो, म्हणजे आपण त्यानी स्ट्रेटनिंग पण करू शकतो, त्यानी आपण ब्लोड्राय करू शकतो. आपण त्यांनी काय म्हणतात कर्ल करू शकतो म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तशी हेअरस्टाईल त्यांनी करू शकतो.
बरोबर. हेअर स्टाईल चेंज होते राइट.
हो आणि काम पण इतकं सोपं होतं कारण की ते असं स्ट्रेटनिंगनी ते आपलं ब्लो ड्रायर वगैरेंनी खूप टाईम लागतो ना?
बरोबर. पण मग आता हे जे बदल तुमच्यात हां, हां.
तर मला, त्यांनी त्याने म्हणजे हां, पण मला ते बघून म्हणजे इतकं हे झालं आणि त्याचा यूज पण इतकं चांगलं आहे ना ती ॲड बघून, मग मी Flipkartवरती त्या ॲड वगैरे त्याच्या बघितल्या आणि ते मला घ्यावंसंच वाटलं कारण त्याचे रिव्ह्यूज खूप छान होते.
अरे वाह! मग घेतला तुम्ही विकत?
अ, नाही आता घ्यायचंय. चालू आहे घेण्याचं.
अरे वाह! पण आता हे जे बदल मी विचारत होते, हे बदल आपल्यात घडवावेत आपण, की जसं आता तुम्ही म्हणताय की तुम्हाला तो ब्रश घ्यायचा आहे. मग हेच ह्याच्या मागे नक्की कारण काय आहे? म्हणजे तुमच्या करियरसाठी तुम्ही करताय? का एखादं असं स्पेशल नातं आहे, रिलेशनशिप आहे किंवा असं आहे की आपल्याला स्वतःला प्रेझेंट करताना वगैरे त्याचा वापर केला जातो. तुम्हाला काय वाटतं?
अ, अ, म्हणायला जर गेलं ना, तर अ, जसं लग्न कोणाचा असलं ना तर लग्न मेन म्हणजे मला मेकअपला जसं मी तुम्हाला सांगितलं त्यात खूप रस आहे. आणि मग आपण मी कसं काय केल्यावर कशी छान छान दिसेल? काय घातल्यावर छान दिसेल? कोणती स्टाईल केल्यावर छान दिसेल? म्हणजे मी स्वतःसाठी ते अ, करते. म्हणजे असं नाही की दुसऱ्यांसाठी मी ते केलं किंवा मला त्याच्यामध्ये करियर करायचंय. मला त्यात आवड आहे आणि मी माझी आवड जोपासते, माझ्या स्वतःच्या राहणीमानामध्ये म्हणा किंवा मला दुसऱ्यांचं पण करायला खूप आवडतं म्हणजे त्यांची हेअरस्टाईल, त्यांचा मेकअप किंवा त्यांना साडीची स्टाईलीमध्ये मला खूप प्रकार येतात म्हणजे असं माझी आवड आहे म्हणायला गेलं तर ते आणि मला ते करायला खूप आवडतं.
अरे वाह! बरोबर.